आपण भाषेला संवादाचं माध्यम म्हणतो आणि संवाद जर सुधारला, तर प्रत्येकाचं नातं सुधारतं. तर अशा वेळेस खूपदा काय होत, एक संवाद नसला तर नात्यामध्ये कुठेतरी कटुता येते आणि ते नातं विखुरलं जातं आणि अ, म्हणजे, नाही का, कृतींना तर बघतो आपण की ते नातं तुटायच्या पण वेळे म्हणजे तुटायची पण वेळ येते. तर अशा वेळेस आहे ना, साथीदाराशी संवाद सुधारायला कोणते सोपे उचाल उपाय तुम्ही सुचवाल ओ?
बरोबर. हो, हो. हो ना. अ, एकतर ना सगळ्यात पहिल्यांदा आपला साथीदार हा आपला खूप छान मित्र असला पाहिजे.
बरोबर.
किंवा अं, मित्र किंवा मैत्रीण, अर्थात. म्हणजे नवऱ्यासाठी ती मैत्रीण असली पाहिजे साथीदार आणि बायकोसाठी तो मित्र.
हं, हं. हम्म.
तर जर तो मित्र झाला ना, तर अ, संवाद सुधारण्याची वेळच येणार नाही. रोज छान संवाद होईल. हां, म्हणजे बिघडणारच नाही की जो सुधरवावा लागेल आपल्याला.
बरोबर. म्हणजे बिघडणारच नाही? हो, हो, हो. अगदी बरोबर बोललात.
तर आधी ही पातळी आपण गाठली पाहिजे साथीदारासोबत, की आपण एकमेकांचे मित्र आहोत. मग हे कधी होऊ शकतं? हे लग्नाच्या अगोदरचं होणं शक्य आहे. म्हणजे अरेंज्ड मॅरेजमध्ये सुद्धा, लग्नाच्या अगोदर जर या गोष्टी ठरवल्या, तर लव्ह मॅरेजमध्ये ऑलरेडी ते एकमेकांचे मित्र-मैत्रिणी असतातच. पण अरेंज मॅरेजमध्ये ह्या गोष्टी घडत नाहीत आणि थोडासा वेळ घेतात. अर्थात लग्नाच्या काही एका महिन्यात आपण एकमेकांचे खूप चांगले मित्र नाही होऊ शकत. पण निदान तयारी तरी अज दाखवली पाहिजे दोघांनीही, दोन्ही बाजूंनी, की एक आपण मित्राच्या प्रवासाला, सुरुवात तरी करूया, या नात्याची. तर तशी जर ती झाली, तर मग संवादात मुळात बिघडणारच नाही ना. म्हणजे असं झालं पाहिजे, की कधी एकदा मी ही एखादी गोष्ट माझ्या नवऱ्याला येऊन सांगते आहे.
हं, हं. हो, हो, हो. बरोबर. हं, हं, हं. हं, हं, हं.
असं ज्यावेळेला होईल ना, त्यावेळेला समजावं, की नातं घट्ट होत चाललंय.
अगदी बरोबर बोललात तुम्ही. कारण जिथं संवाद असतो ना, तिथं बघा नातं बिघडत नाही आणि जिथं नातं बिघडतं. तर तिथं कुठेतरी संवादाची कमतरता आपल्याला जाणून येते.
हो. बरोबर.
तर आणखी काय सांगाल तुम्ही याबद्दल?
आणखीन सांगायचं झालं तर, सोपा, सोपा संवाद कसा साधायचा किंवा कसा करायचा? तर अगदी साधा प्रश्न आहे, की आजचा दि दिवस तुझा कसा गेला?
हं, हं.
मग त्याच्यावरनं जे काही आता मला नवरा सांगतो आहे, की अ, असं झालं, तसं झालं. आता माझा नवरा अ, केक शॉप सांभाळतो, म्हणजे
हं, हं.
त्याचं स्वतःचं केक शॉप आहे.
अच्छा, अच्छा.
गेली 10 वर्ष. तर मग मी त्याला आता समजा विचारलं, की कसा गेला दिवस? तर मग तो मला सांगतो, की "हे असे अँटीक कस्टमर कोणीतरी आले होते किंवा हे खूप चांगले कस्टमर्स होते. मग असं झालं, मग ही ऑर्डर होती, ती ऑर्डर होती, मग असे केक बनवले, तसे केक बनवले."
हं, हं. अच्छा.
तर ह्याच्यामधनं आपल्याला आपोआप आपला संवाद घडत जातो. अ, एक फक्त कोणीतरी एक पाऊल पुढे येण्याची गरज असते आणि तो संवाद सुरू करण्याची गरज असते. संवाद सुरू झाला, की मग पुढे-पुढे विषय निघत, निघत, निघत, निघत संवाद आपोआप घडतो. पण खरं सांगू का? यासाठी थोडासा वेळही खर्ची पाडावा लागतो. म्हणजे एकमेकांना वेळ द्यावा लागतो. तर आत हे जेव्हा लग्न नवीन-नवीन असतं, त्यावेळेला खूप सोपं असतं. पण अ, ज्यावेळेला मुलं-बाळं येतात संसारात, त्यावेळेला एकमेकांसाठी वेळ काढणं खूप कठीण असतं.
हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं. हं. हं, हं. बरोबर. अगदी बरोबर. हो. हो. हे अगदी खूप जणांची तक्रार असते. नाही का? जेव्हापासून मुलं झालेत, तर तेव्हा नवरा-बायकोच्या नात्यांमध्ये कुठेतरी दुरावा येतो आणि बायको म्हणतात की ते मुलांमध्ये बिझी होऊन जाते आणि नवरा आता खर्च वाढला, म्हणून ते कमाईच्या उद्देश्य असे वेगवेगळे सोर्स शोधू लागतो. तर मुलं आल्यावर खरंच असं संवादामध्ये कुठेतरी बदल होतो, असं वाटतं का हो तुम्हाला?
हो. येतो. हो. खरंच, खरंच. हो. बदल म्हणजे काय माहिती आहे काय होतं? की वेळच मिळत नाही अहो.
हं.
कारण दोघांचंही आयुष्य ना त्या नवीन आलेल्या जीवाभोवती फिरत असतं. <chuckles> तर संवाद फक्त कुठे होतो? "डायपर आणले का? औषधं आणली का?" मग हे आणलं का? ते आणलं का? आज बाळाला असं झालं, तसं झालं. त्याचं नाकच मग शीच नाही झाली किंवा झाली तर ती पातळच झाली. मग दूधच नाही प्यायलं. ह्यात सगळा संवाद पण अर्थात तो त्या वेळेची ती गरज असते. त्यावेळेला तो संवाद झालाच पाहिजे कारण ते दोघांचं बाळ असतं, दोघांच्या प्रेमाची एक ती खूण असते. त्यामुळे हा संवाद घडलाच पाहिजे. पण बऱ्याचदा हेही होतं, की अ, एखाद्या नवऱ्याला वाटत असतं, की आपल्या बायकोसोबत आपण वेळ घालवावा किंवा बायकोला वाटत असतं, की नवऱ्यासोबत छान कुठेतरी फिरायला जावं. या सगळ्या गोष्टी शक्य नाही होत. ज्या खऱ्या अर्थाने संवादाला पुष्टी देतात ना
हो, हो, हो. नक्कीच. हं, हं, हं. हं, हं, हं. गरज असते. बरोबर. हं, हं, हं. हं. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं.
किंवा अ, संवाद हवा-हवासा करतात. तर या गोष्टी घडत नाहीत खरं तर.
अगदी बरोबर बोललात.
तर, अशा वेळेला काय करायचं ना एक वेळ दोघांनी ठरवून घ्यायची की हा वेळ माझा फक्त तुझ्यासाठी असेल.
हं, हं.
मग ते बघा, हे ना सुरुवातीला जमतही नाही. म्हणजे आपण जेव्हा नवीन-नवीन आई-बाबा असतो ना, तेव्हा हे जमतन जमतही नाही आणि तेव्हा मग वाद-विवाद होतात; की तुला वेळच नाहीये माझ्यासाठी, तुला बोलायचंच नाहीये माझ्यास माझ्याशी आणि आईची स्टेट ऑफ माइंड काय असते ना की आई अं, नवीन आई असते, तिची झोप अपुरी होत असते, तिला कुठे-कुठे दुखत असतं, तिचं शरीर नॉर्मल स्टेजला आलेलं नसतं. या सगळ्या गोष्टीमुळे ना तिची चिड-चिड होत असते आणि ती चिड-चिड कोणावर निघणार? तर एका हक्काच्या माणसावर, जो "बीन बॅग" आहे त्या बायकोसाठी, त्याच्यावरच ती चिड-चिड निघते. आणि त्याचं अं, अ परिणी परिणीती त्याची कशात होते की मी बोलायला आलो तर ही फक्त माझ्याशी चिड-चिड करूनच बोलते.
हो, नक्कीच. हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हो, अगदी बरोबर. हं, हं, हं. नक्कीच. अगदी बरोबर बोललात. हं, हं, हं, हं. जर समजा असं झालंच? जर संवादात आहे ना, कोणीतरी राग किंवा नाही का, संरक्षणात्मक वर्तन वगैरे दाखवू लागलं, तेव्हा अगदी तातडीने काय करावं? व अ, म्हणजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं? काय सल्ला द्याल?
त्याच्यामुळे, मग ते बोलणंच बंद होतं. हं. हां? अ, म्हणजे मला परत विचारा एकदा?
हां, जर संवादात आहे ना अ, जर राग आला, जसं तुम्ही बोललात ना की चिडचिड वगैरे निघते हां, तर अ, त्यावेळेस संरक्षणात्मक वर्तन कोणी दाखवू लागलं किंवा नाही का, टाळू लागलं, तुम्ही जर राग व्यक्त करत आहे नाही का आणि समोरचा टाळत असेल, उत्तरच नसेल देत, तर अशा वेळेस तातडीने काय करावं? याबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल?
हां. चिडचिड होते. हां, हां. हां. हां, हां. हं. म मी जर खूप रागात असेन समजा आणि मला नवऱ्याची एखादी गोष्ट आवडली नाहीये आणि ती मला त्याला सांगायची आहे आणि मला खूप चीड आली आहे
हं.
तर अ, मी त्याला त्याचं उत्तर देईपर्यंत सोडत नाही. <chuckles>
हं, हं, हं.
की "का असं वागलास, ते आधी सांग."
अच्छा.
पण ह्या सोबतच, जर तोही खूप चिडलेला असेल ना
हं, हं.
तर मात्र मी भाचक्या तव्यावर काही पोळी भाजत नाही आणि माझे हात पोळून घेत नाही.
अरे वाह! वाह! म्हणजे शांत राहणं तुम्ही जास्त प्रेफर करता.
त्याला थोडंसं वेळ देते हो, हो. कारण कसं होतं दू समोरचा चिडलाय आणि त्यावर आपणही जर चिडलो ना, तर मग ती वेळ अशी असते की ते वाद विकोपाला जाण्याची शक्यता असते.
हं, हं. अगदी बरोबर. आणि खूपदा
आपली बाजू तर आपल्याला त्याला सांगायचीच आहे. तो माणूस आता आपलाच आहे, तो काही कुठे पळून नाही जाणार आहे. त्यामुळे आधी त्याला शांत आपणही शांत व्हायचं, त्यालाही शांत व्हायला थोडासा वेळ द्यायचा आणि शांतपणे जितक्या गोष्टी नवरा नावाचा प्राणी ऐकून घेतो तितक्या गोष्टी रागात तो कधीच ऐकून घेत नाही.
बरोबर. अगदी बरोबर बोललात. आणि खूपदा बघा ना काय होतं कुटुंबात सासरे किंवा मोठं कुटुंब असलं, तर आपण संवाद सुधारण्यासाठी, नाही का, स्वतःला काहीतरी उपाययोजना लावतो किंवा वळणं लावतो. तर या वळणांशी उपायांशी कसं जुळून घ्यावं हो?
हं. बरोबर. अ. म्हणजे कसे उपाय तुम्हाला सुचवायचेत? एखादं उपायाचं उदाहरण द्याल का?
जसं की नाही का, एखाद्या कुटुंब आहे नाही का मोठं आणि त्यामध्ये समजा, नाही का, एक अ, खूपदा असं होतं ना नणंद-भाऊजईचं पटत नाही किंवा दीराच आणि वहिनीचं पटत नाही, तर अशा वेळेस आहे ना आपण काहीतरी उपाय करतो त्याच्यावर, म्हणजे जसं की एक थोडं बोलायचं किंवा समोरच्याचं बोलणं ऐकून घ्यायचं, समोरच्याच्या बोलण्याला पण दुजोरा देणं, कारण प्रत्येक वेळेस बघा स्वतःचंच हाकणं योग्य नसतं, दुसऱ्याला म्हणजे खु खूपदा म्हणतात नाही का एक अ, श्रोता, म्हणजे वक्ता होण्याआधी श्रोता होणं खूप गरजेचं आहे, म्हणजे लोकांचं ऐकूनही घ्यावं लागतं. तर अशा वेळेस आपण काय उपाय करतो. त्या उपायांशी कसं जुळवून घ्यावं असं मी विचारतोय?
हां. बरोबर. हं, हं. हां. अगदी बरोबर आहे. होणंही गरजेचं असतं. हं. हो. हो. अच्छा. तर काय अ, करू शकतो ना, आधी आपण स्वतःला ऐकण्याची सवय लावून घ्यावी असं मला वाटतं.
अगदी बरोबर. ऐकणं खूप महत्त्वाचं आहे संवादामध्ये.
की हां. आणि संवाद तेव्हाच घडू शकतो ना ज्यावेळेला आपण समोरच्याचं ऐकतो आणि त्यावर मग प्रतिक्रिया देतो.
अगदी बरोबर.
हाच तर संवाद असतो. त्यामुळे आधी ऐकणं खूप महत्वाचं आहे.
हो.
त्यामुळे आधी आणि अशी माणसं तर बघा अ, चार डोकी ज्यावेळेला जास्त असतात, त्यावेळेला प्रत्येकाचं मत वेगळं असतं. प्रत्येकाला अं, कदाचित असं होतं की अ, माझं विचार पटत नाहीत एकमेकांचे. तर मग त्यावेळेला आधी विचार करावा की ह्याच्यावर रिएक्शन देणं आत्ता गरजेचं आहे का खरंच?
हं, हं. हं, हं, हं.
किंवा ते महत्वाचं आहे का माझ्यासाठी? म्हणजे हा एक उपाय केलाय आपण की आपण ऐकायचं, पण या उपायावर मला रिएक्ट होणं आत्ता गरजेचं आहे का? किंवा मला जर ती गोष्ट पटलेली नाही, तर त्यावर मत मांडणं आत्ता गरजेचं आहे का? किंवा मी जे मत मांडते आहे, ते समोरच्या व्यक्तीला आवडणार असेल तर ठीक, पण नसेल तर?
हं, हं, हं.
तर आपण त्या वादात पडूच नये ना, थोडक्यात.
अगदी बरोबर बोललात. आणखी काय सांगाल? संवा म्हणजे साथीदाराशी संवाद सुधारायला, काय उपाय सुचवाल?
बघा, साथीदारांशी संवाद जर छान राखायचा असेल ना तर अं, वेळ हा खूप महत्त्वाचा आहे, की थोडासा एकमेकांना वेळ देणंही आणि एकमेकांसाठी वेळ काढणंही. म्हणजे आपण कितीही बिझी असू देत, कितीही, तरी दोन शब्द तरी एकमेकांशी एकांतात किंवा अ, खास वेळ काढून बोलले गेले पाहिजेत. कारण त्यानेच समजतं की हे आपलं माणूस आहे आणि हा वेळ खास या माणसाने आपल्यासाठी काढलेला आहे.
हं, हं.
ही भावना जेव्हा कुठेतरी सुखावून जाते ना, तेव्हा मग प्रेम आणि सहवास ह्या गोष्टी जरा फुलत जातात
अच्छा. हं, हं. अगदी बरोबर बोललात.
ज्याने संवाद शेवटी सोपा होतो, सरळ होतो, आणि सुसंवाद घडतो थोडक्यात.
हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. खूप छान माहिती दिली तुम्ही, म्हणजे नाही का साथीदारांशी संवाद साधायला कोणकोणते उपाय सुचवले आणि त्याबद्दल म्हणजे एकदम कारणी मीमांसा केली त्याबद्दल खूप-खूप धन्यवाद तुमचे. आपण लवकरच पुन्हा भेटूया.
हो. मलाही खूप मजा आली. खूप-खूप धन्यवाद.